आणि अ‍ॅक्सेप्ट करतात की ठीक आहे. मग मला, होम सायन्स शिकायचय, त्यातल्या त्यात पण होम सायन्सला जायचंय किंवा सायन्स अ, ह्याच्यामध्ये आर्ट्समध्ये पण मला थोडसं जरा, चांगल्या ह्याच्यामध्ये घुसायचय सायकॉलॉजीसाठी वगैरे. ते माझ्या करियर ग्रोथसाठी पुढे चांगलं होईल आणि माझ्या घरामध्ये
हो, हो, हो. हं. अगदी, अगदी. हो ना, नक्कीच. हां, नक्कीच अ, आता हं. तुम्ही ज्या प्रकारे म्हटलात हं, हं.
माझ्या घरामध्ये जे तुम्ही म्हणालात ना, की माझ्या घरच्यांच्या अपेक्षा काय होत्या, तर माझ्या घरच्यांच्या अपेक्षा अशा काही एक नव्हत्या. कारण त्यांचं जे शिक्षण आहे, ते अ, मी म्हणेल की मराठी माध्यमातून असल्यामुळे, त्यांना इंग्रजी माध्यमं आणि त्याच्या पुढचं शिक्षण, याबद्दलची काही माहिती जी होती ना, ती फार तुटपुंजी होती.
हो, हो, सांगा. <chuckles> नक्कीच, नक्कीच. सांगा. अरे वाह! हो. अच्छा. <chuckles> हं, हं. नक्कीच.
त्यामुळे मग बाकीच्या लोकांना विचारून, त्यांच्याकडून सल्लामसलत करून मग कुठेतरी आपलं करिअर आणि हे. त्यामुळे मग ते डॉक्टर वगैरे व्हायच्या तर कुठेच असं त्यांच्या अपेक्षा नव्हत्या. पण माझी स्वतःची एक इच्छा होती, की मला एक शेफ बनायचं होतं.
हो. <chuckles> नक्कीच, न अ, काय म्हणतात?
आणि त्यासाठी मला केटरिंग कॉलेजला अ‍ॅडमिशन घ्यायची होती.
अरे वाह! हं. अ, मग तुम्ही तर अ‍ॅडमिशन घेतलं का? हां, तुमच्या न ते शक्य झालं नाही तुम्हाला?
नाही, कारण माझे काही पर्सेंटेज कमी पडले 10वी ला आणि त्यामुळे मला केटरिंग कॉलेजलासुद्धा अ‍ॅडमिशन घेता घेता घ्यायला म्हणजे जमलं नाही. पण तेव्हा माझ्या आई-वडिलांना एक असा, "हुश! बरं झालं, बाई तिकडे गेली नाही." हां, जो काही म्हणजे अ‍ॅटिट्यूड होता ना, तो मला काही अ, त्यांचा कधी कळला नाही, की "बाई, बरं झालं बाई, ते गेले नाही." कारण जे केटरिंग कॉलेजेस होते, आहेत अजून पण. ते एक फार उच्चभ्रू अ, म्हणेन की सोसायटीपासून येणारी मुलं तिथे तुम्हाला बघायला मिळतील. कारण तिथे शेफ होणं आणि त्याच्यापुढे मिशेलिन शेफ होण्यासाठी, स्टार मिळवण्यासाठी पुढे काम करत इंटरनॅशनल लेव्हलला जाणं, अशांचे जो क्रम आहे ना, तो तिथे पाहायला मिळतो. आणि मग माझ्या आई-वडिलांना काही, एवढ्या मोठ्या अपेक्षा नव्हत्या, की बाबा एक आपलं साधं ग्रॅज्युएशन झालं, की लग्न व्हायला पाहिजे वगैरे हेच नॉर्मल अ‍ॅटिट्यूड.
अच्छा, हं. <chuckles> अरे बापरे! <chuckles> <chuckles> हो, हो, हो. हं. हो, हो. अगदी, अगदी. <chuckles> नक्कीच, नक्कीच.